म्हणजे हे झालं शाळेतच म्हणायचं, माझ्या सिंगिंग टीचरने जर मला नाही सिलेक्ट केलं असतं तर हे काहीच पॉसिबल नसतं मला असं वाटतं, नाही घडलं असतं. तर तिने मला सिलेक्ट केलं आणि तिने ते ओळखलं की, "तुझ्यात ही कला आहे आणि हे तू करू शकते. तर तू ह्याची अ, अ, प्रॅक्टिस कर आणि फोकस ठेव तुझं." तर ती म्हणाली मला की, "अ, तू जर हे जर अ, केलं ना? तर तुलाही बरं वाटेल आणि तुझा कॉन्फिडन्स वाढेल आणि तू खूप काही करू शकशील." तर अ, ती नेहमी मला खूप सपोर्ट करायची आणि तिचं पण म्हणजे आपण म्हणतो ना, की आपल्या गुरूचा आशीर्वाद आणि आपल्या आई-बाबांच्या आशीर्वादामुळे आपण आपली एक नवीन ओळख आपण बनवू शकतो. फक्त एक मुलगी घरात राहायची असंच नाही तर आज मी खूप मला
<chuckles> घडलं नसतं. आहे ना. हां. हं, हं. हां. अरे वाह! आ हां! बनवू शकतो.
वेगवेगळ्या देशात का खूप लोकं ओळखतात, खूप लोकं अ, मला अप्रिशिएट करतात. तर ह्याचं खूप मला मान वाटतं आणि माझ्या आई-बाबांना पण खूप मान वाटतं. हो.
हां, हां. <chuckles> अरे वाह! वाह! वाह! अभिमान असेल त्यांना पण नक्कीच. पण ह्या कामामुळे, तुमचं आता समाजात स्थान बदललंय का? जे आधी लोकं तुम्हाला अ, काहीतरी म्हणतात आई-वडिलांना बोलायचे. आता ते थांबले?
हो, हो, थांबले ना आता. ते येतात आणि विचारतात आई-बाबांना की तुमच्या मुलीला सांगा ना, की आमच्या पण मुलांना, मुलींना जरा मार्गदर्शन कर, की ते पण असं असे काम कसे करू शकतात? अ, ते दुसऱ्या देशात जर त्यांना काही शिकायला जायचं असेल, तर कुठे जायचं? कसं जायचं? हे जरा आम्हाला सांगा ना? तर अ, जे द नातेवाईक आधी खूप भरपूर ऐकवायचे की, "नाही, मुलगी बिघडेल तुमची आणि वाया घालवाल तुम्ही तिला," तर अ, ते आता नाही होतं. आता खूप कौतुक करतात, खूप मान देतात आई-बाबांना आणि मला पण.
<chuckles> हां, हां. हां, हां, असं शिकवा. मार्गदर्शन द्या. <chuckles> <chuckles> हो. हां, हां. ते आता कौतुक करताय ते.
तर हा एक अ, सन्मान आम्हाला मिळाला आणि त्याचं आम्हाला पण खूप अ, कौतुक वाटतं.
अरे वाह! ते कमवला.

हो, म्हणजे ना, अ, मी म्हणाले ना, की माझं कॉन्फिडन्स लेव्हल खूप वाढलं आणि ह्याच्यामुळे माझं करियर अ, सेट झालं आणि ह्यामुळे मी अ, खूप काही अ, करू शकले. म्हणजे, सोशल सर्व्हिस पण आम्ही करतो. तर अ, आम्ही जे लहान-लहान मुलं आहेत, ज्यांना अ, शिक्षण अ, नाही मिळत आणि जे आपले अ, कला विकसित नाही करू शकत, तर त्यांच्यासाठी आम्ही अ, फ्री अ, सिंगिंग स्कूल आम्ही स्टार्ट केले आहे. तर तिथे त्यांना वेगवेगळे, छान-छान म्युझिक टीचर्स येतात आणि त्यांना शिकवतात आणि त्यांचं मार्गदर्शन करतात. तर त्यामुळे आपल्याला बघायला मिळतं, की लहान मुलांमध्ये किती कला आहे आणि ते काय किती काही करू शकतात. तर थोडंफार आपण त्यांना
हां, हां. नक्कीच. हां, हां. अरे वाह! हां, हां. खूपच छान! अरे वाह! कला आहेत, नक्कीच. हो, म्हणजे त्यांच्यातली कला जोपासायची गरज आहे.
हो, तर त्यांना सपोर्ट दिला ना, तर एवढं काही करू शकतो आणि आपल्या देशासाठी पण आपण नाव कमवू शकतो, असं मला वाटतं.
नक्कीच-नक्कीच आणि मग या तुमच्या कामामुळे म्हणजे असं बघतो ना, की आपण लोकांच्या बोलण्यात आणि वागण्यात थोडा बदल होतात. तर तुमच्याही झालंय का?
हो, म्हणजे आधी मी खूपच शांत होते आणि मी अ, कोणासमोर, दुसऱ्यांसमोर बोलायला मला खूप म मी लाजायचे आणि माझं तोंडच नाही उघडायचं. म्हणजे क्लासमध्ये पण जेव्हा आमचे टीचर सांगायची, की ह्या टॉपिक वरती स्पीच दे. तर मी नाही बोलू शकायची. पण आज मी बिनधास्तपणे तुम्ही पाहताच आहे ते एवढा वेळ मी तुमच्याशी पण बोलतेय. तर मी मला अजिबात असं काही इन्सिक्युअर वाटत नाही. मी कॉन्फिडेंटली मी बोलू शकते आज.
काय झालेत? हो. हां, हां. <laughs> हो, हो, नक्कीच. नक्कीच-नक्कीच आणि जसं की तुमच्या या कामात अजूनही लोकं असतील, तर अ, त्या लोकांपेक्षा तुम्ही तुमचं काम वेगळं कसं करता?

म्हणजे अ, सुरुवातीला ना, खूप अ, विचित्र होतं. भरपूर ओरडायचे, नातेवाईक वगैरे, की आई-बाबा हे काय करतात हे, त्यांना खूप ऐकायला मिळायचं. कारण माझे आई-बाबा काही जास्ती काही अ, शिकलेले नाही. ते फक्त 10वी पास आहेत. तर अ, त्यामुळे त्यांना खूप ऐकावं लागलं नातेवाईकांकडून, शेजाऱ्यांकडून, "की तुम्ही हे काय करता त्या मुलीचं? तुम्ही भविष्य बिघडवतायत म्हणून. तिला चांगलं मराठी शिक्षण द्या, मराठी शाळेत द्या आणि अ, जेणेकरून ती म्हणजे आपलं कल्चर वगैरे शिकेल आणि लग्न वगैरे लावा तिचं." असं. बस जे हो, फक्त लग्न करा, मुलं सांभाळा, घर सांभाळा एवढंच होतं त्यांचं. तर माझी आईचं स्वप्न होतं की नाही, मला माझ्या मुलीला हे फक्त एवढंच नाही तर तिला अजून जास्त काही ना काही तिला जे करायचंय त्याची मी तिला फ्रीडम देणार आणि तिला मी अ, जे मी नाही करू शकले ते तिनं करायचं हे तिनं एक स्वप्न बघितलं होतं आणि ती मला म्हणाले की, "बघ मी तुझ्यावरती विश्वास ठेवून तुला हे करायला देतेय. तर तू पण जरा आमचं पण लक्ष दे आणि असं काही करू नको की जेणेकरून आम्हाला अजून जास्त काही ऐकायला मिळेल." तर मी त्यांचा विश्वास मोडला नाही आणि त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला जिथं-जिथं जायचं होतं कॉन्सर्टसाठी म्हणजे अख्ख्या देशात मी फिरले आणि मग अ, दुसऱ्या देशात पण गेले आणि ते पण एकटी गेले, आई-बाबा नव्हते सोबत. तर <chuckles> अनोळखी माणसांसोबत ना? बाहेर दूर देशात मुलीला पाठवायचं ते एक अ, विचित्रच असतं आई-बाबांसाठी. थोडा अवघडच वाटतं त्यांना, भीती पण वाटते, की कशी काय जाईल?
का बरं? हां, हां, हां, हां. हो. अरे हां, हां. हो. हां, हां. शिकेल. हां, हां, हां. चांगला संसार करायला असं. <chuckles> हो. अरे वाह! हां. चांगलं शिकवायचं आहे, मोठं करायचंय. करू द्या. हां, हां. हो, हो. हां. हां, मग? अरे वाह! हो, हो. हां, हां. ओह! <chuckles> हां, विचित्र असतं. हो, हो, हो, हो. हां, एकट्याला पाठवणं एवढं लांब.
तर अ, पाठवलं त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून आणि ह्यासाठी मी त्यांचे खूप आभारी आहे. भरपूर आशीर्वाद आणि त्यांचा खूपच सपोर्ट आहे मला ह्याच्यासाठी.
<chuckles> खूपच सुंदर, हां.